संगीत हा विषयच मुळात असा आहे ना, की आपण आपलं देहभान विसरून, त्यामध्ये अगदी गुंतून जातो. तर अशा संगीताच्या लयीत, अ, तुम्ही स्वतःला हरवल आहे. असा कधी अनुभव तुम्हाला आला आहे का हो? या अनुभवाबद्दल आम्हाला काय सांगू शकाल?
हं. हं, हं, हं. हो, वेगवेगळे अनुभव आहेत. अ, पहिला अनुभव म्हणजे अ, लहानपणी अ, अ, माझ्या घरची परिस्थिती अनेक प्रकारच्या अडचणी होत्या आणि हर फिक्र को धुए मे उडा. <chuckles> जे या अ, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो मिलना सका उसको भुलाता चला गया. अहो म्हणजे संगीत आणि शब्द, दोन्ही इतकं सुंदर होतं पूर्वीच. गोल्डन 70s, गोल्डन 80s म्हणतात ते.
हं. बरोबर. वाह! वाह! वाह! वाह! बरोबर. वाह! हम्म. खरं आहे. खरं आहे. हो ना.
फार मोठा प्रभाव पाडणारं तसं संगीत होतं ते. मग अ, मराठी मधल्या सुद्धा खूप काही गाणी आहेत, म्हणजे माझ्या खूप आवडीचं एक गाणं आहे ते. ते म्हणजे चित्रपटगीत म्हणून आहे पण, अ, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रं गड्या, भीती कशाची? परवा ही कुणाची? <chuckles> केवढं फंडामेंटल म्हणजे ना, एखादा ग्रंथ किंवा अध्यात्म लेक्चरच्या शेवटी आपल्याला जे कळू शकतं, ते एका अगदी साध्या शब्दात सांगितलं आहे.
हो ना. हं. हं. हां. कोणतं गाणं आहे? वाह! हो. खरंच. हो, म्हणजे आयुष्याचं सारचं, अ, सांगितलं आहे जणू काही नाही का?
हं. हां, तर अ, मला अ, असं खूप अ, वाटतं, की आपल्या जडणघडणीमध्ये संगीताचा खूप मोठा भाग असतो आणि
हां. बरोबर. पण मग तुम्हाला असा कोणता क्षण असतो जिथे तुम्हाला असं जाणवतं, की तुम्ही या संगीतामध्ये पूर्णपणे हरवलंय स्वतःला?
अ, <chuckles> तुम्हाला एक खूप व्यक्तिगत गोष्ट सांगू का? <chuckles> व्यक्तिगत गोष्ट म्हणजे अशी, की मी खूप सारं अ, संगीत अं, अ, माझा प्रेमविवाह वगैरे आहे. त्यामुळं, <chuckles> 14 ते 34 अ, या 20 वर्षांमध्ये, अ, प्रेमिका आणि मग तिच्याशीच लग्न केलं आणि ते सगळं झालं. पण त्याच्यानंतर मी स्पिरिच्युअल गुरूंना भेटलो आणि अ, उपासना ज्याला म्हणतो किंवा देवाची आराधना. तर बहुतेक सगळी गाणी त्याच्यामध्ये, प्रेम अ, प्रियकर आणि प्रेयसी असते, तिथे देव आणि भक्त असा अर्थ लावून, मी इकडे लावून बरीचशी गाणी ऐकतो.
सांगा ना. <laughs> हं. अरे वाह! वाह! वाह! वाह! वाह! <chuckles> हं. क्या बात है! हां. अच्छा! बरं. हं, हं. बरोबर. क्या बात है!
आणि मग फार सुंदर होतात ती गाणी कारण
म्हणजे असं एखादं उदाहरण देऊ शकाल का, की या गाण्यात मी कसा संपूर्णपणे हरवून जातो, असं काही उदाहरण देऊ शकाल का?
सूरज की गर्मी से चलते हुए तन को मिल जाए दूरवर की छाया, वैसा ही सुख मेरे मन को मिला है. रे जबसे करी तेरे आया. मेरे राम. <chuckles> म्हणजे हे ते कुठले डागर बंधू आहेत, त्यांचं ध्रुपद गायकी मधलं आहे हे.
वाह, वाह, वाह! <laughs> हो, हो. हो.
आणि अ, म्हणजे आता आठवलं म्हणून सांगितली अशी खूप गाणी आहेत. कारण कसं असतं माहिती आहे का, स्त्री पुरुष प्रेमाला एक वयाचं आणि याच सगळ्याचं एक थोडंसं बंधन असतं. पण त्याच्या पलीकडचं जन्माजन्मीच अ, संबंध जर का आपण बघितला प्रेमाचा, तर तो निरपेक्ष प्रेमाचाच असतो. म्हणजे आई आणि मुलाचं प्रेम किंवा भक्त आणि देवाचं प्रेम, हेच त्या उंचीला जाऊ शकतं.
हो ना. हं. असतं. बरोबर आहे. हं, हं. हं, हं. हं. हो. हो. हो. खरं आहे.
की नाही तर मग ते हल्लीच्या बॉलीवूड मध्ये रब से भी ज्यादा तेरा नाम लेता हूं, रब मुझे माफ करे. अ, अ, तुमचा तरी विश्वास आहे का? <chuckles> असं म्हणेन मी. अ, गाणं छान आहे. पण अ, अ, तसं अ, नाही, असं मला वाटतं.
<laughs> खरंय, खरंय, हं. परिस्थितीशी जुळं जुळणारं नाहीये थोडक्यात.
हां, हां. पण खरं खोलवर मला इम्पॅक्ट करून गेलं ते
बरोबर.
पंडितजींच गायन, पंडितजी भीमसेन जोशी.
वाह! वाह!
त्यांच्या सवाई गंधर्व मधल्या अ,
हं.
त्या अ, मला शास्त्रीय मधले राग कळत नाहीत. म्हणजे षड्ज आणि रिषभ आणि ते, ते काही मला ते कळत नाही. मला फक्त
बरं. हं. हो, हो, हो. पण ऐकणारा कान आहे ना? <chuckles>
हो, हो. आणि तल्लीन होऊन पूर्ण मध्यरात्रीपासनं पहाटेपर्यंत, सवाई गंधर्व महोत्सवामध्ये बसलेले ते 40-50हजार लोक.
हं. हो.
आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तो जो माहोल आहे त्याचा जो आस्वाद आहे
वाह! हम्म.
ती गोष्टच वेगळी आहे.
खरचं. पण मग ज्यावेळेला आपण असं हरवून जातो, त्यावेळेला शरीरात नेमके कोणते बदल होतात ओ, म्हणजे हृदय स्पंदनात, आपल्या श्वासोच्छवासामध्ये काय नेमके बदल होतात? आणि अशा काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्यात का?
हो. एक म्हणजे मला लहानपणापासून अ, मांडी घातली की अ, पायाला मुंग्या येण्याचा त्रास आहे.
हं. बरं.
म्हणजे जेवायला बसलं तरी, अगदी लहान होतो मी तेव्हापासून, 5-6 वर्षाचा असल्यापासून. तर तेव्हा अ, शास्त्रीय संगीताच्या इथे गेल्यावरती जागा मिळायची नाही आणि पैसे नसायचे ते अ, खुर्ची वगैरे महाग हां. तर ती सतरंजीवरचीच जागा.
हां, हां. हां. हो. तिकीट काढून. हो, हो. बरोबर.
तर पायाला मुंग्या येत असताना, मी संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 11 पर्यंत बसलेलो आहे. म्हणजे एक दोनदा अ, अ, अ, बायो ब्रेकला वगैरे जायचो. पण तो सोडून. मुंग्या येत असताना इतका वेळ बसायचो. म्हणजे ...तहान भूक हरपणे म्हणतात ना
हां. बरोबर. बाप रे! हां.
तो अनुभव, फरकच नाही पडत, कशाने फरक नाही पडत. आणि विशेषतः मला माहिती नाही की कसं पण
बरोबर. हो ना. क्या बात है! हं, हं.
महाशिवरात्र असते ना?
हां.
त्या रात्री, खोलवर ध्यानाला बसल्यावरती, अ, म्हणजे एखादी सुंदरशी भजनाची धून ऐकून, ध्यानाला जर का बसलं, तर त्या एका पोझिशन मध्ये ध्यानालाच 3-3:30 4-5 तास बसल्यानंतर, माझे मसल क्रॅम्प झालेत एकमेकांवरती. तरी त्याने मला फरक पडला.
हां. हां. हां. हं. बापरे! ओह!
<coughs>
बापरे! कमाल आहे. <chuckles> मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संगीतामध्ये, असे काही वेगवेगळे अनुभव येतात का हो तुम्हाला? म्हणजे आता तुम्ही भजनाचं उदाहरण तर दिलंच, अ, पंडितजींच्या शास्त्रीय संगीताचंही तुम्ही उदाहरण दिलंत. पण अशी काही चित्रपट संगीत अ, चित्रपट संगीत किंवा फ्युजन किंवा लोकसंगीत किंवा आजकालचं फोक आख्यान अ, जर तुम्ही पाहिलं असेल, देहभान विस विसरून, सादर करणारे कलाकार आणि देहभान विसरून त्याला दाद देणारे प्रेक्षक, ह्यांचं एक उत्तम उदाहरण आहे, हे अं, अ, हा कार्यक्रम. तर अस अशा काही प्रकारचा अनुभव अ, तुमच्याही गाठीशी आहे का?
हं, हं. <coughs> हं, हं. हो. हो, एक खूप उत्कट अनुभव आहे मला.
सांगा ना.
अ, अ, म्हणजे कानाला हात लावून ज्यांचं नाव घ्यावं, ते पंडित कुमार गंधर्व.
हं. वाह! हं.
अ, अ, त्यांच्यांत आणि विशेषतः मला ते का भावतात, तेही सांगतो. त्यांना अ आजार झाला होता आणि त्याच्यात 1 फुफ्फूस काढलं होतं, 1का फुफ्फुसावर गायक झालेला माणूस आहे तो. म्हणजे कल्पनेच्या पलीकडे. तर त्यांनी अ, ते तिकडे इंदोरच्या जवळ ते कुठलं अ, देवासला हां, तिथे ते राहिले होते. तर तिकडच्या आसपासच्या ज्या, आदिवासींच्या ज्या काही अ, टीऊन्झ वगैरे आहेत, कबीरांचे दोहे, ते त्यांनी पहिल्यांदा मुख्य संगीतात आणले. तर त्यातला त्यांचा तो एक अ, अ, आल्बम आहे.
हो. हो. हो, हो. हो. खरंय. हं, हं. हां, हां अच्छा, बरं.
उड जायेगा
हं.
पंछी अपना. तर अ, त्यातली 1-1 ओळ, 1-1 शब्द, अप्रतिम! अप्रतिम! फक्त त्याचा अर्थ कसा घ्यायचा, सांगतो.
बरं, अच्छा. हं. हं. अच्छा. सांगा ना.
ऊड जाएगा. ऊड जाएगा पंची अकेला. जग, दर्शन का मेला.
वाह!
आणि त्यातला अर्थ काय आहे, की तुझा प्राण जो आहे, तो पक्षी उडून जाईल. तू किती या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेस?
हम्म. बरं आहे. वाह!
ह्याला निर्गुणी भजन असं म्हणतात.
म्हणतात. हो. वाह! वाह!
अंगठे तर अ, त्याचा पुढचा अनुभव छान आहे त्यातला. हे मी ऐकत होतो.
हं. हं.
तर अ, माझ्या बायकोला संगीत नाही आवडत म्हणजे कुठलंच बॉलीवूड वगैरे, कुठलंच नाही फारसं आवडत, असं. अ, अ, फार तर भजनं किंवा असं या प्रकारचं, पण ते पण फारसं नाही. पण ती तेव्हा प्रेग्नंट होती. आणि मी म्युझिक लावलं होतं तर ती म्हणाली, नाही मला जरा बरं वाटत आहे, तू ती सीडी लाव परत-परत. मग ती रोज झोपताना ती लावायची. आणि आजही माझा मुलगा आता 19 वर्षाचा आहे. पण तो जर डिस्टर्ब झाला, तर आम्ही उड़ जाएगा लावलं की तो शांत होतो.
बरं. <chuckles> बरं. ओह! अच्छा! हां. हां. काय सांगता?
हे पोटात अस हो, पोटात असताना तुम्ही त्या ऐकलेल्या गोष्टी असतात ना, ज्या त्या म्हणजे माझा मुलगा कुठल्याही प्रकारच्या संगीतात विशेष इंटरेस्ट घेत नाही.
किती विलक्षण अनुभव आहे हा! <laughs>
पण ऊर्जा ए काय ऐकलं की बस्स. आणि मराठीतलं व् व कट्यार काळजात घुसलीतली जी, ती नाट्यसंगीतातली गाणी आहेत, अ हां, ती गाणी ती ऐकली आहेत ती? आणि तुम्हाला सांगतो माझे वडील, कुमार गंधर्व आणि भीमसेन जोशींची गाणी खूप हयानी ऐकायचे. जे 40शी- 45 च्या पुढे त्यांच्या वयाच्या, मी लहान होतो. मला तेव्हा ते काय, भीमसेन जोशी हा मोठे गायक बाबा, ह्याच्यापलीकडे काही नव्हतं. पण जसा मी 50 वर्षाचा झालो 45 वर्षाचा झालो तसं मला ते
सूरत पिया. हं. अच्छा. बरं. बरोबर. हो. <chuckles> खर आहे. हं, हं.
अ, भावायला लागलं, कळायला लागलं आणि त्यातल्या त्या जागा ज्याला म्हणतात ना तो टोन, म्हणजे कुठल्याही माईकमध्ये कॅप्चर न होणाऱ्या त्यांच्या टोन्स होते आणि
खर आहे. हं हं. हं, हं. हो, हो. खरंय हो. <chuckles>
तरुणपणीचे भीमसेन जोशी ऐकणं, बापरे! त्यांचे थोडेसेच व्हिडिओस आहेत. अप्रतिम! अप्रतिम! म्हणजे, या ज जगामध्ये अ, ईश्वर आहे का? ज्याला प्रश्न पडतो आणि त्याने ते संगीत ऐकावं.
हं. हो. खरं आहे. राम का गुणगान करे तर असं पटकन, भीमसेन जोशी म्हंटल्यानंतर, असं पटकन ते गाणं फ्लॅश झालं माझ्या डोळ्यासमोर.
इतकं सुंदर. आ. हं. हां. हो. हं. आणि त्याच्यातली ना, डेप्थ बघा किती आहे, प्रत्येक गोष्टी म्हणायची. किंवा, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल.
खरं आहे. हो, हो, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. खरं आहे.
त्यातला तीर्थ शब्द कसा म्हंटलाय त्यांनी बघा. म्हणता येईल का आपल्याला? <chuckles> 500 वर्ष प्रयत्न करायला लागेल. <laughs> तर या एका शब्दामध्ये, असा तो एक शब्द येण्यासाठी, त्याच्यासाठी त्यांनी केलेली प्रचंड मेहनत. तो माणूस सातव्या, आठव्या वर्षी घरातून निघून पळून गेला होता. संगीत करायचं म्हणून.
हो. खरंच. हो. खरं आहे. <laughs> हो ना, साधना आहे हो त्यांच्यासाठी एक संगीत म्हणजे, ती कला नाही आहे त्यांच्यासाठी. ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. नाही का?
नाही, नाही, नाही तो श्वास आहे. हां. हां आणि हल्लीचे पोटार्थी वि <chuckles> विद्या करणारे, ते बॉलिवूडचे लोकं वगैरे. ते तर काय, अ, अ पण कसं आहे, की जे विकत ते अ, माणसं हे करतात, लोकांनाही आता हं, तशाच प्रकारचं संगीत
<chuckles> हो. खरंय, खरंय. पण लोकांसोबत ऐकताना आणि एकट्याने ऐकताना, हा अनुभव कसा बदलतो. म्हणजे तुम्ही जे मैफिलींचं उदाहरण दिलत, की अं, तुमच्या पायाला मुंग्या यायच्या, त्यावेळेला तुम्ही एका क्राउडसोबत ऐकायचात आणि अ, तेच जर तुम्ही एकट्याने ऐकलत. तर ह्या अनुभवांमध्ये काही फरक पडतो का हो?
अ, एक वाईट गोष्ट असते की आपण शेअर करू शकत नाही याचं दुःख होतं, एकट्याने ऐकताना.
हं. बरोबर, बरोबर.
आणि अ, अ, ब खूप लोकांबरोबर ऐकताना मग आपण इतरांच्या समोर आहोत तेव्हा हावभाव आणि हे सगळं नाहीतर पलीकडे एखाद्या चांगल्या दिसणाऱ्या मुलीचा गैरसमज व्हायचा म्हणजे हातवाऱ्यांनी. <laughs> म्हणजे तेव्हा हां, आता नाही आता, आता केस पण राहिले नाहीत डोक्यावर. त्यामुळे <laughs> अ, पण म्हणजे अ, यू कॅन बी युअरसेल्फ, हा एकट्यामध्ये त्याचा अनुभव येतो. आणि अ, म एक मी व्याख्या ऐकली आहे, हरवून जाण्याच्या बाबतीतली म्हणून. तर अ, दारुडा कोण? तर जो एकटा दारू पितो, त्याला दारुडा म्हणतात. अशी एक व्याख्या आहे. तर, <chuckles> तर अ, संगीतामध्ये स्वतःला हरवून जाणं
<chuckles> बरोबर. <chuckles> अर्थात. <laughs> बरोबर आहे. बरोबर. हं, हं. हां. वाह! वाह! <chuckles> हं.
ही भीती असते. त्यामुळे कोणाच्या बरोबर तरी ऐकावं. कारण त्याचंही एक व्यसनच आहे. वाईट नाही पण म्हणजे त्यांनी लिव्हर वगैरे नाही खराब होत <chuckles> पैसे लागत नाहीत तोंडाला वास येत नाही. पण <chuckles> व्यसन ते व्यसनच. <chuckles> आणि खोलवर जातं. आतमध्ये जातं. मुरत.
खरंय. हम्म. हो. <chuckles> खरंय. <chuckles> बरोबर. खरंय. अं.
आणि घडवत तुम्हाला.
हो. अगदी खरंय. खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून आणि तुमचे अनुभव खरंच विलक्षण होते. म्हणजे तुम्ही अं, जो एक गर्भसंस्काराचा अनुभव जो सांगितलात, म्हणजे तो एका अं, अभिमन्यूशी तुलना करता येऊ शकते त्या अनुभवाची की आणि त्यातून सिद्ध करता येऊ शकतं की गर्भसंस्कार खरंच होतात आणि ते खरे असतात. तर अशा तुमच्या सगळ्याच अनुभवांबद्दल आणि अ, सगळ्याचबद्दल तुमचे खूप-खूप आभार, धन्यवाद.
हं, हं. हो. थॅंक यू.